अ, सध्या मी आता एम-सी-ए 2nd इअरमध्ये आहे. तर अ, मला वाटतंय की अ, ज्यावेळेस मी कुठे ना कुठेतरी अ, शिक्षण करायला कुठे ना कुठेतरी मी ज माझं कॉलेज आहे तिथे मी चालत जातो, कुठेतरी माझ्या शरीराची हालचाल करतो किंवा मग कसरत असो किंवा व्यायाम असो किंवा मग सकाळी अ, सूर्यप्रकाशामध्ये बसणे असो, तर मला नक्कीच वाटतंय की असे छोटे-छोटे उपाय करतो ज्यामुळे माझ्या शरीर भी कुठेतरी संतुलन राहते आणि मला योग्य वेळेला कुठे ना कुठेतरी झोप येते.
हं, हं. हं, हं, हं, हं. बरोबर आहे. हं, हं, हं.
हं.
अच्छा आणि असं काही विशेष तुम्ही हे बनवलं आहे का तुमचं वेळापत्रक की त्यानुसारच तर आणि ऐका ना सुट्टीच्या सुट्टीच्या दिवशी काय आहे तुमचं? सुट्टीच्या दिवशी जास्त झोपता, का कमी वेळ विश्रांती घेता, का काय कसं आहे? का एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करता तुम्ही जे म्हटलं, तुम्ही शाळेत जाता किंवा कॉलेजला, विद्यालयात जाता तर त्याच्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही?
अ, नाही वेळापत हं, हं. अ, हं, हं. अ हं, बरोबर आहे. हं, हं, बरोबर आहे. बरोबर आहे. हं, हं. अ, नक्कीच अ, माझी झोप सुधारण्यासाठी अ, मी नेहमी काय करतो की थोडा हलका व्यायाम करतो किंवा ध्यान करतो किंवा प्राणायाम करतो किंवा मग झोपण्यापूर्वी अ, चांगले वातावरण बनवतो. टीव्ही, मोबाईल इत्यादी गोष्टी बंद करतो. मला वाटतंय की आपण जर सकस आहार किंवा मग अ, अ, जे बी आपले अ हां? अ, च नाही, नाही. चहा म्हणून वगैरे असं काही पीत नाही. पण जसं की हर्बल टी किंवा दूध अ, अशा गोष्टीचा वापर करतो की त्याच्यामुळे आपला समस्या आहे अ, जो
हं, हं. चहा वगैरे पिता का तुम्ही, चहा वगैरे चहा वगैरे पिता, चहा कॉफी? दूध केव्हा घेता तुम्ही रात्री घेता का सकाळी उठल्यावर घेता?
अ, नाही शक्यतो मी सकाळी हर्बल टी घेतो आणि झोपायच्या टा वेळेस मी एक ग्लास समजा दूध पितो. त्यामुळे मला वाटतंय की नक्कीच हं.
अगदी, अगदी छान, अगदी छान. ॲक्चुअली काय आहे ना जे आपण अ, पहिल्यापासून बघत आलोय, तुम्ही पण वाचलं असेल, तसं माणूस दूध घेतो दुधामुळं काय होतं ते रात्रीच्या अ, झोपायपूर्वी दूध घेतल्यानं झोप चांगली गाढ होते आणि तुम्हाला बघा निद्रानाशाचा त्रास जो असतो, तर तो पण नाहीसा होतो, बरेचसे असे पुरावे आहेत आपण बघू शकतो त्यामध्ये हं, हं. आणखी काय सांगू इच्छिता?
हं, बरोबर आहे. हं. बरोबर आहे. ब बरोबर आहे. बरोबर आहे. हं, हं, हं. बरोबर आहे. हं, हं. नक्कीच. हं. तर मल अ, नक्कीच अ, सांगायचं झालं तर मला वाटतंय की झोप चांगली यावी म्हणून आपण आहारात बदल केला पाहिजे. जसं की अ, रात्री जेवत हं.
अच्छा, मला पण आहे ना ॲक्चुअली माझा पण वैयक्तिक असा प्रॉब्लेम आहे. मला पण झोपेचा म्हणजे व्यवस्थित एकदम हे नाही आहे. तर मला काही उपाय अ, सुचवाल का तुम्ही कारण मी पण तुमच्यासारखं जसं तुम्ही स्ट्रिक्ट टू द कॅलेंडर आहात म्हणजे जसं स्ट्रिक्ट टू द टाईम तसं मला पण करता येईल काही उपाय वगैरे सांगा मला.
बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे. हं, हं. हं, नाही. बरोबर आहे. हं, हं. नक्कीच. हं, अ, नक्कीच मला वाटतंय की हं, झोप हं, हं. नाही नाही. बरोबर आहे. हं, हं.
तर काय करू मी? हे बघा माझं काम आहे ना, माझं काम कामाचं स्वरूप सांगतो तुम्हाला, माझ्या कामाचं स्वरूप असं आहे, की मी सकाळी उठतो पण कधी पण उठतो अन् माझं वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळं काय होतं की आणि जे फ्लेक्सिबल काम आहे मी माझ्यानुसार अ, हे करतो. तर मला काही सल्ले द्याल का जेणेकरून मी स्वतःमध्ये पण थोडा बदल करून आणि उठायच्या वगैरे रात्री झोपायच्या वगैरे सवयी लावू शकतो स्वतःला?
हं. हां, हां. बरोबर आहे. हं, हं, हं. हं, हं, अच्छा. हं. हं. नक्कीच न हं. बरोबर आहे.

अ, नक्कीच वाटतंय की ज्यावेळेस आपण एखादे काम करतो किंवा ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो, तर आपला अ, दिवसभर तणाव असतो, किंवा चिंता असु
नाही, नाही, नाही माझ्यासाठी सांगा. माझ्यासाठी मी कसं करू, मी कसं बदलून घेऊ. हं.
हं, नक्कीच. हां, नक्कीच मला वाटतंय की आप तुम्ही काय करायला पाहिजे, की रात्रीच्या जेवणामध्ये हलके किंवा मग पचायला जे सोपे पदार्थ येत, ते खायला पाहिजेत. किंवा मग शक्यतो दूध किंवा हर्बल टी घ्यायला पाहिजेत. किंवा मग मसालेदार किंवा तेलकट पदार्थ, किंवा साखर ह्याचे प्रमाण कुठं ना कुठे तरी कमी करायला पाहिजे. तर मला वाटतं, हे झोपणे पुर हां.
हं, हं. हं, हं, हं, हं, हं. हो, ते ॲक्च्युअली ना, मी टाळलेले आहे. मध्यंतरी काय झालं, मला जसा शुगर, बीपीचा त्रास आहे, तर त्यामुळे मी हळू-हळू आहे ना, एक-एक गोष्टी कमी करत गेलो. हो, तर सध्या आता बघा तरी पण ह्याच्या व्यतिरिक्त काय करता येईल मला, की जेणेकरून मी स्वतःला, स्वतःचं म्हणजे जे सर्केडियन रिदम असतं, डेलीचं झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा, तर त्यानुसार मी काय करू शकतो, असं की मला त्यामुळे मला प्रभाव पडेल माझ्या आयुष्यात. खाजगी काय-काय. हं.
हं, हं. बरोबर. हां, हां, हां. बरोबर आहे. हं. हं, हं. हं. बरोबर. हं. नक्कीच, हं, हं. अ, नक्की हं, हां, तर मला वाटतेय, की आपण ह्या गोष्टी पाळायलाच पाहिजे. कारण झोप जर ये नाही, तर आपण आहारात बदल केलाच पाहिजे. पण, त्याबरोबर कुठेतरी आपल्या शरीराला अ, कुठेतरी चिंता नसायला पाहिजे. किंवा मग अ, हलकी हालचाल करायला पाहिजे किंवा व्यायाम करायला पाहिजे किंवा मग बाहेर अ, फिरून यायला पाहिजे. मन शांत अ, ठेवण्यासाठी दिवसातून थोडा वेळ आपल्याला काढला पाहिजे. तर मला वाटतं, ह्या काही छोट्या-छोट्या गोष्टी केल्या तुम्ही, किंवा मग ह्या गोष्टीचे अ, पालन केले, तर नक्कीच तुम्हाला रात्री झोप पटकन लागू शकते. किंवा मग अ, जर झोप अपुरी लागली किंवा मग आपलं लेक लक्ष केंद्रित करता येत नाही, तर मला नेहमीच वाटतं, की कुठे ना कुठे तरी त्यामुळे आपण झोपीला नेहमी प्राधान्य दिले पाहिजे. आणि नेहमी झोप शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, जे आपल्याला बी माहिती ना. हं.
ओके. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. खूप चांगली आहे. हो, हे हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. बरोबर, बरोबर मी सहमत आहे याच्यावर. हं.
ब हं. अन् अ हं. आणि झोपेसाठी आपण एक दिनचर्या बी ठेवायला पाहिजे ना. अ, दिवसातून थोडा व्यायाम करायला पाहिजे. हं.
दिनचर्या मी ॲक्च्युअली ना, तुम्हाला म्हणजे मला तेच सांगा, की कसं मी स्वतःला अनुरूप करून घेऊ, की त्यानुसार माझं उठणं वगैरे सर्व काही सुधारेल.
हं, हं. बरोबर. नक्कीच. हं. बरोबर. हं, हं. अ, तर मला वाटतंय, की आपण सर्वप्रथम आपली दिनचर्या कुठे ना कुठे तरी सुधारला पाहिजे, सुधारला पाहिजे ना. कारण ज्यावेळेस आपण झोपेचे नियोजन करतोत किंवा मग आपल्याला अ, हे येत, तर त्यासाठी मला वाटतंय, की दिवसातून आपण थोडा का होईना व्यायाम करायला पाहिजे. किंवा मग झोपतानी तणाव दूर करणारे असे छोटे-छोटे-छोटे उपाय केले पाहिजे. जसं की मेडिटेशन करणे, किंवा मग जे वेळ आपल्याला एका हं. हं, हं.
हं, हं. हं, हं. ॲक्च्युअली, माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? मला मी पुण्यामध्ये राहतो, तर पुण्यातल्या लोकांची एक सवय आहे. दिन द जसं हे येतो, दु दुपारची वेळ येते, तर आम्ही वामकुक्षी घेतो. म्हणजे 1-2 तास आम्ही अ, स्वतःला थोडा आराम देतो. तर त्यामुळे काय होतं नेमकं, की ॲक्च्युअली गोष्ट चांगलीपण आहे आराम करायला पाहिजे पण, ती जी सवय लागलीत मला वर्षानुवर्षे, तर ती सवय मी कुठेतरी मोडली पाहिजे, असं मला वाटतंय. तर करेल मी हळू-हळू त्यामध्ये.
बरोबर आहे. हं. हं. बरोबर आहे. हं, हं. बरोबर आहे, बरोबर आहे. हं, हं. बरोबर. हं, हं बरोबर आहे. हं, हं. अ हं.

म्हणजे तुम्ही एकदम जबाबदारीने तुमच्या वेळा काटोपरक पाडता, असं तुमच्याशी बोलून माझ्या लक्षात येत आहे. तर एकंदरीत खूप छान आहे, हे मी पण माझ्या अंगी बाणवायचा हा प्रयत्न करेल. लवकरच तुमच्याकडून प्रेरणा घेईल मी नक्कीच तुमच्याकडून प्रेरणा घेईन. अच्छा आणि आणखी काही उपाय सांगाल का, जेणेकरून मी माझ्या स्वतःमध्ये बदल घडवू शकतो आणि माझ्या कुटुंबामध्ये पण ॲक्चुअली. तर काय आहे थोडेफार सल्ले द्या.
बरं. हं. बरोबर. हं. नक्कीच, नक्कीच, हं. बरोबर. नक्कीच, नक्कीच. नक्कीच, नक्की. नक्कीच, नक्की. हं. हं. नक्कीच. अ, नक्कीच म हं. नक्कीच हं, हं. अ, नक्कीच मला वाटतंय की ज्यावेळेस अ, झोप अन अ, शरीराचा आणि मनाचा एक मला वाटतय, की आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ना, कारण अ, झोपेचा झोप जर नाही आली तर आपल्याला अनेक शारीरिक किंवा मानसिक आजार देखील वाढू शकतात. तर अ, अ, मला हे सांगायच आहे की आपण एक दिनचर्या बनवायला पाहिजे. त्या दिनचर्याप्रमाणे आपण कुठे ना कुठेतरी वागायला पाहिजे. अन नेहमीच आपल्या, एक वेळापत्रक ठेवायला पाहिजे. तर पुन्हा जे म अ, मल्टीमीडिया असो किंवा मोबाईल असो, टीव्ही असो इत्यादी गोष्टीपासून आपण अ, अ, दूर राहायला पाहिजे. सकस आहार घ्यायला पाहिजे. आणि त्याच प्रकारे जे अ, पारंपरिक उपाय जसं की हर्बल टी असो, दूध असो, हे झोपण्यापूर्वी पिल पाहिजे. तर मला वाटत असे अ, छोटे-छोटे उपाय करायला पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या आपल्याला पुस्तक अ, वाचण्याची आवड असेल तर पुस्तक वाचायला पाहिजे. मेडिटेशन. तर नक्कीच मला वाटतंय की ह्या गोष्टी आपण जर जीवनामध्ये अवलंबल्या तर आपल्याला अ, झोपेविषयी कधीच अ, समस्या आयुष्यामध्ये तरी कधी उद्भवणार नाही.
हं, हं. हं, हं. हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, बिलकुल, बिलकुल, बिलकुल. जसं की तुम्ही म्हटलं वाचन तर कोणती पुस्तकं मला तुम्ही हे कराल किंवा सजेस्ट कराल, रिकमेंड कराल, की ते पुस्तक
नक्कीच, हं. अ, हं. अ, नक्कीच मला वाटत हं. नक्कीच मला वाटतं की असे भरपूर सारे पुस्तक आहे. कारण अ, पुस्तकाची आवड आता काय प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. पण नक्की मला वाटतं की जसे की अ, अ, मी हं, मी जरा जसे की रामायण, असो किंवा महाभारत असू. अ, इ हां, इत्यादी पुस्तक अ, वाचतो कारण त्यामधून मला कुठेतरी आत्मविश्वास, अ, कुठेतरी चांगली प्रेरणा व कुठेतरी चांगला उपदेश मिळतो आणि अ, ते माझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी मी अवलंबण्याचा नक्की प्रयत्न करतो असं.
हं. हं, हं. तुम्ही कोणते तुम्ही कोणते अरे वाह, वाह! खूप छान, खूप छान. चालेल, चालेल, चालेल. मी लवकरच काय करेल, की माझ्या पण स्वतःच्या अंगी या सवयी लावण्याचा प्रयत्न करेल. मस्त-मस्त वाटलं तुमच्याशी बोलून, तर
नक्कीच, नक्कीच. नक्कीच, नक्कीच. हो, हो. आपल्याशी बोलून छान वाटलं.
हो, हो, नक्कीच. परत भेटू आपण हां, तुम्हाला टाईम असल्यावर सांगा, मला वेळ असल्यावर मी भेटेल ठीक आहे, धन्यवाद.
हो, भेटू भेटू. ठीक. ठीक आहे, ठीक आहे, अच्छा. धन्यवाद. ठीक.